हो. अगदीच. तुम्ही जे म्हणलात ते, की सोशल मीडिया एवढं जास्त अडिक्टिव झालंय, की आज-काल तर म्हणजे तुम्हाला एकमेकांशी बोलायला पण वेळ नाही आहे. त्यामुळे आणि तुम म्हणजे प्रत्येक गोष्टीचे फायदे-तोटे असतात. त्यामुळे अ, फाय फायदे तर आहेतच पण तोटे मला वाटतं जास्त आहेत. कारण अ, आज-काल माझ्या पण बाबतीत असं झालं, की अ, तुम्हाला तुमच्या घरच्यांशी बोलायला पण वेळ नाहीये. आज-काल तुम्ही जेव्हा अ, जेव्हा, तुम्ही आता जॉबवरून घरी येता किंवा काय करता आधी तुम्ही काय बघता, की सोशल मीडियावर काय चालू आहे? असं पण होतं, की सोशल मीडियावर आता काय ट्रेंडिंग आहे? किंवा काही आता आज-काल असं आहे, की टीव्ही बघणं पण एवढं बंद झालंय किंवा कमी झालंय किंवा असं पण होतं, की तुम्ही टीव्ही चालू आहे, पण आपण आहे मोबाईलमध्येच, की "अरे सोशल मीडिया बघूया." पुढे आवाज तर येतोय टीव्हीचा, की काय चाललंय. पण सगळं जे लक्ष असतं ते मोबाईलमध्येच असतं, की अरे, मग अ, थोडं Instagram बघू, मग थोडंसं हां. थोडंसं Facebook बघू, नाहीतर WhatsApp अ, WhatsApp तर आहेच. त्यामुळे ते करू. तर मला पण माझ्या बाबतीत पण असंच झालं, की टीव्ही चालू असतो आणि अ, आपण असतो अ, सोशल मीडियावर. त्यामुळं आणि एकमेकांशी अजिबात संवाद वगैरे काहीच होत नाही.
हं, हं. हो ना. खरंच. हो. अगदी खरंय. हं. हां. अरे बापरे! हं. हां. हां. बरोबर. हं, हं, हं. हां. हं. हां. बरोबर. हं, हं. हां. बरोबर. हं. हो ना. हं. हो ना.

अ, मला याची जाणीव असं झालं, की अ, मी एका म्हणजे मी टीव्हीवर किंवा YouTubeला वगैरे एकाला बघितलं आणि त्याच्यानंतर तुम्ही इन्फ्लुअन्स होता, की "अरे वाह!" अ, तू जर मला हा आवडला, की ठीक आहे म्हणजे हा टॉपिक चांगला आहे आणि या टॉपिकवर खूप चा अ, खूप छान बोलतो किंवा बोलते जे काही असेल ते. आणि मग जेव्हा ते तुम्ही सोशल मीडियावर येऊन बघता, तेव्हा असं होतं की म्हणजे माझ्या बाबतीत तरी असं होत, की मला जर त्या माणसाबद्दल पॉझिटिव्ह वाटत असेल पण सोशल मीडियावर इतकी लोकं असतात, की त्याच्याबद्दल निगेटिव्ह पण बोलतात किंवा काही-काही लोकं असतात पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह बोलतात आणि काही-काही लोकं तर काहीच बोलतात, म्हणजे ज्याला म्हणजे तुम्ही अ, बघू पण शकत नाही, वाचू पण शकत नाही असं पण असतं. तर मग असं वाटतं की "अरे का? का नाही? अ, तुम्ही अ, हे करत आणि का नाही अ, तुम्ही का वाईट बोलताय किंवा असं काय?" तर म्हणजे मला पण असंच झालेलं की म्हणजे मी एखाद्याकडून इन्फ्लुअन्स आहे आणि मला आवडतं की जे काही आहे टॉपिक्स वगैरे. पण, असं होतं की तुम्ही दुसरे लोकं येऊन का बोलताय? असं पण होतं की मग असं वाटतं की डोक्यात तेच-तेच विचार राहतात, की अरे हा असं का बोलले असतील? किंवा मग असं तर आपण चुकीच्या व्यक्तीला तर फॉलो नाही करत आहे ना? किंवा मग ते डोक्यात तसेच चक्र चालू राहतात. त्यामुळं असं. हं, हं.
हं. अच्छा. अह. हं, हं. हम्म. हं. हं. हो, ना. हं, हं, हं. हो, अगदी खरंय. <chuckles> हं. हं. हां. हो ना. बरोबर. हं. <chuckles> हं, हं, हं. हां बरोबर. हं. अगदी खरंय. हं. मग तुम्हाला ह्या बाबतीतले रेड फ्लॅग कुठले दिसतात? की बाबा काय आता आपण अ, खूप वेळेला असं ठरवतो ना की हे रेड फ्लॅग आहेत, हे ग्रीन फ्लॅग आहेत. तर तुम्हाला सोशल मीडियामधले रेड फ्लॅग काय दिसतात?
हं, हं.